अगदी बरोबर, नाही कारण आपण बघतो ना, म्हणजे आधी म्हणजे जेव्हा ते गायक होते जेव्हा लता दीदी होत्या, जगजीत सिंग होते, आशा दीदी ह्यांचे कॉन्सर्ट जेव्हा व्हायचे तेव्हा तिकीट म्हणजे रातोरात विकल्या जायची. म्हणजे कुठे ना कुठेतरी लोकांना असं वाटतं नाही का आपल्या आवडत्या गायक-गायिका आहेत त्यांना बघावं सुद्धा प्रत्यक्षात. हो, तर आता आपण अ, तुम्ही म्हटलात की नाही का गाण्याची आवड तुम्हाला असं मी समजतो लहानपणापासनच होती? का मोठं झाल्यावर आली ती कसं होतं म्हणजे?
हो, हो. बरोबर, बरोबर. हो, हो. हां, हां. नाही लहानपणीपासन मला गाणे म्हणायला खूप आवडतात कारण की मी जशी जशी गाणी बघायचे ना, अ, तशी-तशी गाणी म्हणायला मला खूप आवडायची लहानपणी बघा ना,
हो ना? नाही, नाही ऐकायला, ऐकायला तुम्हाला म्हणजे लहानपणापासूनच आवडायची गाणी? अगदी.
हो, हो, लहानपणीपासूनच ऐकायला खूप आवडायची. मी काय करायची माहिती का, पहिले कसे हेडफोन्स, इयरबड्स वगैरे नव्हते ते वायरचे होते बघा छोट्या-छोट्या मोबाईल्ससोबत यायचे, तर मी काय करायचे ते अटॅच करून मस्त कानात टाकून छान शांत झोपून रात्री जास्त ऐकायचे. लहानपणी मला खूप माझी मम्मी बोलायची "अगं ते कशाला घालते कान बहिरे होशील तू कशाला घालते कानामध्ये ते" मग अ, म्हणजे त मला पण मी ऐकायची असते. मम्मी झोपली का रात्री टाकायची आणि मस्त झोपायची इतकी छान झोप लागायची ना, ते गाणं ऐकल्यावर आणि मला लहानपणीपासून म्हणजे ना, ते गाणे 2002च्या च्या पुढचे गाणे ना, खूप आवडतात. ते एक पिक्चर आहे बघा अ, एक शाहरुख खानचा आणि ऐश्वर्या रायचं पिक्चर आहे एक अ, त्याचं नाव अ, आय थिंक मला आठवत नाहीये आता.
हो. अगदी, अगदी हो. अगदीच. हो ना. <chuckles> अगदी बरोबर. अगदीच.
अ, ते पिक्चरमधले गाणे इतके छान आहे ना, ते "हमको हमी से चुरा लो" ते गाणं आहे बघा त्याच्यामध्ये, "मोहब्बतें." हां, ते पिक्चरमधले गाणे इतके छान आहे ना, मी एवढी लहान होते ना, तरी पण ती गाणी मला खूप आवडायची ऐकायला आणि तो पिक्चर पण खूप छान होता आणि अ, गाणी पण त्यातली हो गाणी पण खूप छान आहेत म्हणजे खूप छान वाटत होतं ऐकायला.
हो, "मोहब्बते" हो. हो. अगदीच. अगदीच. नाही. नक्कीच, नक्कीच. तर आपलं जेव्हा आपलं जेव्हा वय वाढतं नाही का, लहानपणी आपल्याला वेगळ्या प्रकारची गाणी आवडतात आपण जेव्हा मोठे होतो, तुम्हाला कुठे ना कुठेतरी वाटतं, की आपली चव बदलते. आपण वेगळ्या प्रकारची गाणी ऐकतो, तर वयानुसार किंवा परिस्थितीनुसार कधी-कधी आपली चव बदलू शकते का गाण्यांची?
हो, हो. हो, हो, हो. हो, हो. बरोबर. हो, बदलते जसं प आपण म्हणतो ना, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्या गाण्यांची चव बदलते माहिती आहे का ऐकण्याची कारण की जेव्हा कोणासोबत आपले भांडणं झाले किंवा मग अ, म्हणजे आपण खूपच खुश आहे. असं मस्त डीजे साँग्स वगैरे लावून थोडंसं नाचु नाचतो पण आपण मी करते तसं आणि हो आणि कधी खूप मूड खराब आहे माझा तर मी काय करते सॅड साँग्स कानात टाकते आणि शांत डोळे लावून ऐकत बसते म्हणजे माझ्या भावना त्या गाण्यातून व्यक्त होतात.
अगदीच. अरे वाह! <coughs>